मी म्हंटलो ठीक आहे भाई, हायलाइट कर. हायलाइट केलं.
हायलाइट म्हणजे ते कलर म्हणताय का तुम्ही एका साइडला? अच्छा. हां, हां.
हां, हां, हां, हां. कलर, कलर, कलर. जस्टिन बीबर मला लई आवडायचा. त्याच्यासारखे पांढरे वगैरे ते नाही का असे अ, ग्रे कलरचे हायलाइट केलं. हां, हां. वेगळेच. आणि घरी आलो ना. हां, हां, हां. पण ते माझ्यासारख्या सावळ्या चेहऱ्यावरती ते असं नाही का? सजलं तर नव्हतंच. हां. ते न्हावीच्या दुकानात मी खरंच भारी दिसत होतो त्या लाईटीमध्ये. जसं घरी आलो आणि घरी आईनी आणि आजोबांनी आणि आजींनी बघितलं.
ग्रे टाइपचे. हां, हां. ब्लॉन्ड ज्याला म्हणतो आपण ब्लॉन्ड कलर. हं, हं. <chuckles> जोकरसारखा दिसत असेल मग तर. <chuckles> हां. <chuckles>
म्हटले, "हे झाडू का चिपकून घेतलंय तू डोक्यावरती?" हां. "अक्कल नाहीये का तुला मूर्खा? झाडू घरे झाडण्यासाठी असतो डोक्यावरती लावण्यासाठी नाही. नालायक प्राणी," असं शिस्ती मग नाही का असं म्हणायचे. आणि मला मग त्यांना म्हटलं, "ते झाडू नाही म्हटलं, की स्टाईल आहे ती. अशी स्टाईल." हां. "हे काय स्टाईल आहे का? झोपडपट्टीची स्टाईल करून आलास. एक नंबरचा नालायक कुठला." हां. असं, असं बीपी वाढून त्यांनी सांगायला चालू केलं. "मूर्ख कुठला. हा घरात येऊ नको. तू घरात पाय ठेवला ना, ह्या लाकडाने तुझा तंगड तोडल." तर जेठालालचे बापूजी बघितले असतील बघा असे जे काठी घेऊन नाचतात. सेम तसंच. "चल बाहेर हो, चालता हो." <chuckles>
<laughs> <chuckles> म्हणजे अ. <chuckles> हां, हां, हां. बरोबर. अ मग तुम्ही काय केलं त्याच्यानंतर? म्हणजे जाऊन तुम्ही पुन्हा म्हणजे केस कापले हायलाइट केलेले, की काय केलं म्हणजे?
हां मग मी म्हटलं, "केस कापायला नको." परत गेलो. आणि मग, मग ते महागातल्या न्हावीकडं नाही गेलो ज्यानी माझ्याकडनं खूप पैसे घेतले होते कलर करायला. आठशे हजार रुपये. मी स्वस्तातल्या म्हणतात ना न्हाव्याकडे. गरम ₹50चा डाई केला काळ्या कलरचा. आणि
हां, हां. हां, हां. काळ्या कलरचा मग पुन्हा हे केला.
आणि जेव्हा मी काळ्या कलरचा डाय मग तो म्हंटला घरी जाऊन धू. ठीक आहे म्हंटलं. घरी गेलो म्हंटलं आलो बाबा केस परत नॉर्मल करून. धुतला.
हं.

जसं तुम्ही सांगितलत, की आई आई अ, जसं पारंपरिक अ, खूप त्यांना हे व्हायचं नाही का स्टाईल आवडायची आणि वडिलांचं तुम्ही मॉडर्न सांगितलं अ, तुमच्या आजोबांचंही सांगितलं तर तुम्हाला वाटतंय का या 3 ज्या महत्वाच्या व्यक्ती तुम्ही सांगितल्या तुमच्या आयुष्यातला, त्यांच्या तुमच्या स्टाईलवर काही असा प्रभाव पडला आहे का लहानपणीपासून आणि तो आताही आहे वर्तमान काळामध्ये?
ज्यांनी कधी-कधी कोणाला फटके द्यायचे. हां, हां. अ, हां. हो. म्हणजे लहानपणापासून त्यांच्या स्टाईलमुळे मला एकदम चंपू राहावं लागत होतं. म्हणजे खाली चांगली जीन्स पॅट घातली आहे, मस्त शर्ट घातला, सगळं घातलंय पण वरनं चंपूच बनून जात होतं सगळीकडं हां. तर ते असं म्हणतात ना ती स्टाईल जरा हे होत होती. नंतर जसं मोठं झालो आणि मग मी स्वतःची स्टाईल कळायला लागली मला नाही का हायस्कूलला आल्यानंतर 8वी-9वी-10वी ला. आणि मी मग मस्तपैकी फाटलेलं जीन्स वगैरे घालायला लागलो. तर माझे आजोबा बघायचे, म्हणायचे, "कुठं भीक मागायला चाललायेस. सांग मला कुठल्या चौकात बसतोय." <laughs>
चंपू. <chuckles> हां, हां, हां. बरोबर. मग. <chuckles> अच्छा. <laughs> म्हणजे ते फाटलेल्या जीन्स वगैरे जे आजकाल नवीन ट्रेंड निघालाय तर ते आवडत नव्हतं आजोबांना वगैरे.
हां, हां, हां. नाही, नाही, नाही. माझ्या आजोबा म्हणायचे "बदल पहिले जाऊन."
मग आजोबांना कसल्या प्रकारचं म्हणजे स्टाईल आवडायची हो?
आजोबांना असं मस्तपैकी म्हणतात ना अशी एक अ, पँट असते ना आपली फॉर्मल फॉर्मल पँट.
कुर्ता पजामा म्हणतो आपण. हं, हं, हं.
फॉर्मल पँट एकदम अ, पोटापासून छातीपर्यंत ती घालायची आणि एक इनशर्ट त्यामध्ये आणि असं एक साइडला चंपू आणि तेल लावायचं आणि म्हणायचं, "वाह, वाह, वाह, वाह! एकदम देवेंद्र दिसतोय राजकुमार." काय जुन्या हीरोंची नावं घ्यायची ते नाही का? असं.
अच्छा. <chuckles> आ आ हा हा हा! म्हणजे न नाइंटीजचे जे हिरो आहेत त्यांची स्टाईल जी होती मोठी जीन्स म्हणजे ते म्हणतो ना एकदम ढंगळम-मंगळम पँट असायची मोठी त्या टाइपचं त्या टाइपचं.
हां, हां, हां. हां, हां, हां, हां, हां, हां, हां. हो आणि इन शर्ट इन शर्ट. इन शर्ट एकदम आणि ते पँट आहे ना एकदम अशी पोटा ते छातीपर्यंत यायची. पोटपण झाकून जायचं माझं आणि असं चालायचं एकदम.
हां, हां, हां. हां. बेल बॉटमच्या पँट म्हणायच्या म्हणजे खाली असं फुगलेलं वाटल्यासारखं.
<chuckles> हां, हां, हां. तसले पॅन्टा घालून जायचो आणि म्हणतात ना ते भांग एका साइडला असायचा खूपच असा चंपूसारखा दिसायचं मी एकदम लाज वाटायची. आणि
तर तुम्हाला कधी असं झालंय का जसं तुम्ही म्हणालात लहानपणी तर ठीक आहे तेव्हा आपल्याला एवढं कळत नसतं. पण जसं तुम्ही मोठं झालात कॉलेजमध्ये सॉरी काय म्हणतो आपण शाळेमध्ये गेलात असं तुम्ही म्हटलात नाही का. तर शाळेमध्ये गेल्यावर तुमची स्टाईल तुम्हाला कळायला लागली असं म्हटले तुम्ही तर तुम्हाला कधी हां, हां. मग तुम्हाला असं झालंय का त्या काळामध्ये की तुम्हाला स्टाईल तुमची कळाली आहे पण तरी पण तुम्ही तुमच्या घरच्यांचं मन राखण्यासाठी किंवा आईचं मन राखण्यासाठी ज्या त्या स्टाईलआधी करायच्या ना त्याच तुम्ही कंटिन्यू केल्या?
हां, हां. हो. हळू-हळू कळायला लागले नववी दहावी ला. हं, हं, हं.

अ, हां, म्हणजे माझं कुटुंब म्हणतात ना एकदम साधं, सोपं, सरळ नाही का, तर अ, स्टाईलवर चांगलाच परिणाम टाकला. म्हणजे म्हणतात ना, माझ्यासारखी स्टाईल हे भारतातल्या सगळ्याच पोरांची असेल. <chuckles> त्यांच्या आईकडनं कारण की
<chuckles> हां, म्हणजे आई लोकं जे असतात, ते जनरली सेमच अ, हे करतात. असं एखाद उदाहरण तुम्हाला सांगता येईल का त्याबद्दल?
हां. हो, मस्तपैकी अ, हां, म्हणजे मस्तपैकी डोक्यावरती आहे ना, ते चमेलीचं किंवा नवरत्नाचं तेल चोपणार या खोबरं तेल सगळ्यात सोपं पॅराशूटवालं आणि
<chuckles> आणि ते पण थोडं नाही मस्त असं <chuckles>
हां, एकदम मस्त असं ट म्हणतात ना माथ्यावरनं असं खाली यायला चालू करत ते इथून, तिथून सगळीकडनं आणि मग ते एका साईडनं असं मस्तपैकी चंपूसारखा भांग पाडणार माझा. हां आणि म्हणल हां, आणि मग मस्तपैकी असं पावडर थापणार. जी पावडर कुठून ना, कुठून ती भुतासारखी दिसतच राहणार मला. आणि मग म्हणत ना, एक छोटासा असा काजळचा टीक्का देऊन म्हणणार, "वाह रे वाह! माझ्या सोन्या, वाह, वाह, वाह, वाह! किती गोड दिसतंय माझं बबडू. वाह! नजर नको लागायला कोणाला." आता आईला कोण सांगणार की असं रूप घेतल्यानंतर मला नजर लागणार नाही उलटं लोकं बघून पळून जातील लांब-लांब. <chuckles>
हं. हं, हं, हं. भांग पाडणार. हां, बरोबर. <chuckles> <laughs> काळजाचा ट हां, बरोबर. <laughs> बरोबर. <chuckles> <chuckles> कधी-कधी असंही होतं ना, अ, म्हणजे म्हणजे माझा वाघ, माझा सोन्या जसं तुम्ही म्हटले. सोन्याच्या, सोन्याच्या नाकातून शेंबूड निघत असतं, तरी पण ते न <chuckles> तरी पण ते किती छान दिसतंय, म्हणजे असे नजर वगैरे काढून मग पाठवते आणि ते शेंबूड वगैरे पुसून नाही का. <chuckles>
हां, हां, हां, हां. ते शब्द आहेच. <laughs> हो, हो, हो. हां, हां, हां, हां. नक्कीच म्हणजे म्हणतात ना, अ, असं होतच होतं. हां, नशिबाने माझ्या नाकातनं शेंबूड कधी वाहायचा नाही. <chuckles> तेवढं नशीब होतं माझं. बाकीची पोरं नाही काय त्याच वाहतं ते.
<laughs> वाहिलेही असेल कदाचित, पण तुम्हाला आठवण नसेल. <chuckles> अ, हं.
<chuckles> हो, हो, हो. आणि कसं आहे ना? अ, हां, म्हणजे माझी आई एकदम साधी, साधी साडी घालायची नाही का आणि हां, वडील तर माझे स्टायलिश होते लहानपणी. कारण की ते एकदम असंच धोती कधी घालायचे, कधी मस्तपैकी म्हणतात ना, जीन्स पॅन्ट घालायचे, फुल टी शर्ट हिरोंसारखं रहायचे खूप.
हां.
पण मलाच माझ्या आईने चंपू बनवून टाकला. आजोबा
म्हणजे आईचं जे होतं, ते एक पारंपरिक जे म्हणतो, आपण इंडियन स्टाईलचा भांग वगैरे आणि वडील थोडे मॉडर्न टाइपचे होते असं म्हणायचे. हं, हं.
हो, हो, हो. त्यांना हीरो बनायचा खूप अ, शोक होता. आणि हां, अ‍ॅक्टिंग करायचा. आणि दुसरं म्हणजे आजोबा माझे. मस्तपैकी ते म्हणतात ना, एखादा मुन्ना भाई पिक्चरचे ते बापूजी कसे होते त्याचे, सेम तसेच. पांढऱ्या फेटा
शौक होता. हं. हं. आजोबांचं काय? हं. हां, म्हणजे एकदम स्ट्रिक्ट अ, हं, हं., आलं लक्षामध्ये. एकदम स्ट्रिक्ट आणि काय म्हणतात. अं, अ, नीती अला बाळगणारे नैतिक जे म्हणतो आपण आणि खऱ्यालाच अ, अ, हो, चांगलं म्हणणारे असे. हं, हं.
बंडी आणि धोती. हो, हो, हो, हो, हो, हो, हो. हो, हो, हो. सेम तसंच, म्हणजे वरती एकदम मस्तपैकी ते कुर्ता किंवा बंडीसारखं आतमधी आणि धोती, वरनं पांढऱ्या फेटा आणि हातात ती काठी.
हं.